असं तुमच्याबरोबर कधी झालं का? की तुम्ही कोणाला कुठल्या प्रकारची कथा सांगत आहात आणि त्यामध्ये म्हणजे काय घडलं पहिले, काय घडलं नंतर हे सगळं तुम्ही समोरच्याला जेव्हा सांगत असता, तेव्हा त्याचा विश्वास मिळवण्यासाठी, की त्याला ही कथा त्याला ही कळावी, त्याला विश्वास बसावा, की नाही हे खरंच घडलं. तर ह्यासाठी मिश तो विश्वास मिळवण्यासाठी तुम्ही काय करता?
अ, हं. खूप सोपं आहे. अ, आपण जेव्हा लहान होते ना, तेव्हा आपले आजी-आजोबा
हं.
किंवा पणजी. त्यांनी आपल्याला ना खूप साऱ्या कहाण्या सांगितल्या असतात किंवा कथा. तर ते आपल्याला काय म्हणायचे माहिती आहे ना, सुरुवातीला की "तुला माहिती आहे का बाळा, तुझे जो आजोबा होते ना, ते जंगलात गेले होते. तर त्याच्यामध्ये काय झालं?" त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की हे त्यांच्याबरोबर झालेलं होतं. ही घटना त्यांच्याबरोबर झालेली आहे. तर मुलं अजून अ, प्रेमाने आणि असं काळजीपोटीनी ऐकून घेतात. की त्यांच्या अ, कुटुंबातला कोणी होता आणि त्यांची ही कहाणी या कथा चाललेली आहे. तर तुम्ही जेव्हा पण कोणाला अ, कथा सांगायला जातात, तेव्हा त्याचा विश्वास बनवण्यासाठी तुम्ही एक काम करायचं. त्याला हे सांगायचं ही कथा माझ्या अनुभवातील आहे आणि ही कथा जेव्हा मी अ, अ, अ, म्हणजे कसं? "मी तुला सांगतो आहे, पण हे माझ्या समोर झालेलं झालेलं होतं." म्हणजे असं असतं ना, की जेव्हा सोप्या नियम काय? की तुम्ही जेव्हा कोणाला कथा सांगायला गेला किंवा मग तुम्ही कोणाशी अशी कहाणी बोलली असं तुमचं संवाद चालला आहे. तर तुम्ही त्याला दाखवून द्या की त्यांच्या डोळ्याच्यासमोर ती अ, ते चलचित्र पूर्ण निर्माण झालं पाहिजे.
बरोबर. अरे बापरे! हं. अगदी बरोबर. हं. बरोबर. हम्म. हं. बरोबर, बरोबर. मग अशामध्ये बघा ना जेव्हा तुम्हाला कथा सुरुवातीपासूनच अ, जेव्हा असा विश्वास निर्माण करायला, तुम्ही सुरुवात कशी करता?
अ त्याच्यामध्ये फक्त अ, सुरुवात कशी ना, की अ, आज तुला म तुला माहिती आहे का? अ, मी तुम्हाला जस कथा एक सांगतो आहे त उदाहरण घेतो आपण, की तुम्हाला माहिती आहे का 10 वर्षांपूर्वी आहे ना मी एक जंगलात गेलो होतो. त्या जंगलामध्ये अ, एक राजा शेर होता. शेर आता शेर जंगलाचा राजा. आणि आपण त्याचे शिकार. आपल्याला वाटतं, की आपण त्याचे शिकार करून घेऊ, पण तुमच्या हातामध्ये काही नाही मग कस त्याला असं संभाळून घ्यायचं आप आपण. तर मग त्या क्षणी मला एक दंडा भेटला. आणि मला शेरशी खूप असं दहाड येत होती. त्याच ओरडणं येत होत. जसं तो म्हणत आहे कोणाला, की "ह्याला माझ्याकडं घेऊन या" आणि ते जंगल अर्ध रात्र. मग तिथे नेमकं मला ना 2 डोळे दिसले. त्यांच्यांमध्ये म्हणजे एवढं असं प्रकाश दिसतं होत ना, की चंद्राचं प्रकाश त्याच्यामध्ये आलं, की काय आणि असं दिव्यता निर्माण झालेली होती. आता माझ्या हातामध्ये दंडा पण माझे हात कापत होतं. तर तुम्ही जेव्हा पण कोणाला तसं कहाणी सांगतात. त्याच्यामध्ये तुम्हाला भावना किंवा विश्वास व्यक्त करण्याची पद्धत टाकायला पडतं. तुमच्या हर टोनमध्ये तुम्हाला एक खाणीचं नाही कसं वेगळं रूप दाखवायचं, नेमकं कसं, तुम्ही सुरुवात करणं करायला गेला, की अ, जसं कथा कशी एडव्हेंचरची राहिली, तर तुम्हाला एकदम जोश, की तुम्हाला माहिती आहे का असं झालं होतं आणि मग खूप मज्जा आली होती. मग आम्ही इथे गेलो तिथे गेलो. पण जेव्हा कहाणी अशी थोडीफार अशी अ, नॉर्मल असते अ, म्हणजे दिवस-रात्र जो आपला दैनंदिन आहे. त्याच्यासारखी स्टोरी राहिली तर नॉर्मल टोन आणि किंवा अशी डार्क राहिली म्हणजे भूत भूत विकाराची. तर तुम्हाला माहिती आहे हा दरवाजा बंद होता, तर त्या हिशोबाने तुम्ही कोणाचा विश्वास कोणासाठी अ, कोणाला कहाणीच्या प्रत्या प्रती आकर्षण वाढवू शकतात. तुमची टोन आणि तुमची जो अ, समतोल शब्द असतात, का, की लोकं आजकालची हल्लीनं पुस्तक जेव्हा वाचतात ना, तर ते पुस्तकांमध्ये शब्द ही अ, कॅल्क्युलेटकरून घेतात, की ह्याच्यामध्ये हा शब्द आलेला आहे. पण याचा काही अर्थ नाही.
हं. बरं. सांगा ना. अरे बापरे! हं. बरोबर. हं. हो. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हम्म. हं. बरोबर. हां. बरोबर. बरोबर. बरोबर. मग ह्यामध्ये बघा ना, अ, तुम्ही आता ऐकलं असेल, एका प्रकारचा हूक म्हणतात, की तुम्ही एखाद्या प्रकारे कथा सांगता कोणाला किंवा एखादी स्टोरी टेलिंग असते, किंवा एखादा कंटेंट क्रिएट करतात आणि मग अशामध्ये बघा ना, एका प्रकारचा हूक असतो, तो. मग अ, एखादा असा छोटासा तुमच्याकडे हूक आहे का? त्या का त्याची काही पद्धत आहे का? म्हणजे तुमचा बोलण्याचा असा काही सॉफ्ट टोन आहे, का सुरुवातीचे काही असे शब्द आहेत का? म्हणजे एकदम असं, जसं म्हणतो ना, एक्सप्रेशन देणं, डोळे मोठे करून, किंवा हाता हाताचे चेहऱ्याचे भाव, असे काही आहेत का?
अ हां, मी तुम्हाला ह्याच्याबद्दल खूप छान सांगू शकतो, का की मी कंटेंट क्रिएशन करतो. आणि कंटेंट क्रिएटर आहे मी.
बरं. हं.
तर हुक म्हणजे समोरच्याला थांबवण्याचा एक तत्व म्हणू शकतो आपण, की त्याला थांबवून घ्यायचं, की तो आपली रील झाली, कहाणी झाली किंवा काही पण तुम्ही कंटेंट बनवलंय, त्याला बघून जाय. तर ह्याच्यामध्ये 2 हुक असतात. एक असतो निगेटिव्ह हुक आणि एक असतो पॉझिटिव्ह हुक. पॉझिटिव्ह हुक असतो, जो अ, अल्टरनेट शब्दांना मतलब, एक कहाणीला पूर्णपणे एक अशी लाईनमध्ये कन्व्हर्ट करून दिल तर करून देतो, की "हा होता सर्वात महान राजा. आता कसं झालं हे? आणि काय होतं हे? तर त्याच्यामध्ये हूकमध्ये क्यु, क्या असे प अ, असे शब्द लावले ना, तर लोकांना खूप असं असं तुम्हाला कोणी सांगेल, की अगर ही अमावस्या तुम्ही नाही केली, तर तुमचं घरात हे होऊ शकतो, तर तुम्ही ते ते ऐकणार, ते पूर्ण रील बघून जाणार तुम्ही, ताकी त्यांनी तुम्हाला सांगितलं काय? की तुमच्या घरमध्ये होणारे आहे हे, त्यांनी शुभ-अशुभचं वाक्य प्रयत्न नाही केलं, पण त्यांनी म्हणाले हे. आता हे मध्ये आपली आई म्हणा, कोणी पण म्हणा, आपण थांबतो, की चला बघून घेतो, नव्व अ, 90 सेकंड्सची रील आहे, काय फरक पडणार आहे आपल्याला? पण त्या क्षणी कसं असतं ना, की कधी-कधी आपल्यालाही अ, जाणीव होते, की हे हूक निगेटिव्ह आहे या मग पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह हूक
हां, बरोबर. हं. बरोबर. हां. हं. बरोबर. बरोबर. हां. बरोबर. हं. हां. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हां. हम्म, हं. मग ह्यामध्ये पण तुम्ही कथा इन्क्लूड करता? म्हणजे जे पण तुम्ही हुकबद्दल सांगत आहात, त्यामध्ये पण तुम्ही कथा असं एक सांगता सांगता का?
अगदी. अ, हं मग तुम्ही कधी ना एक जसं आपण पुस्तक वाचायला जातो तर ते पुस्तकमध्ये ना असं एक पेज असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की ह्या पुस्तकामध्ये हे, हे भेटेल. पण ते लिहिलं ह्या पद्धतीने जातं की ते हूक वाटतं.
हं. बरोबर. हां, बरोबर.
हे तुम्हाला असं अ, रोचक वाटायला पाहिजे ती कहाणीमध्ये, ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये, बोलण्यामध्ये तुम्हाला असं अ, मज्जा यायला पाहिजे किंवा तुम्हाला असं होऊ शकतो ना की एक असं उत्सुकता निर्माण व्हायला पाहिजे. की नाही, अच्छा मला ही म पूर्ण वाचायला पडेल. जेव्हा पुस्तकप्रेमी असतात ना ते 1-2 पन्ने सुरू झाले आणि ती पुस्तक त्यांना आवडली तर ते अक्षरशः अर्धी पुस्तक नाही तर पूर्ण पुस्तक संपवूनच बसतात.
हं. हं. बरोबर, बरोबर. मग ह्यामध्ये सांगा ना जो बोलतानाचा जो आवाज असतो, नेत्र संपर्क असतो, आय कॉन्टॅक्ट असतो आणि मग शरीर भाषा असते. ही किती महत्त्वाची वाटते हो तुम्हाला म्हणजे याच आहे का इम्पोर्टन्स काही कथा सांगताना?
अ, अ, तुम्हाला एक अ, उदाहरण देतो मी. जेव्हा एक नरेटर बसतो म्हणजे कहाणीकार बसतो असतात ना ज्यांची पुस्तक लॉन्च होते ते त्यांच्यासाठी एक प्रायव्हेट शो ऑर्गनाइज करतात जे मुलं छोटी मुलं या मग एडल्ट वगैरे असतात त्यांचे अ, मस्तपैकी पुस्तकं अ, वाचून दाखवतात. जेव्हा तो पुस्तक वाचतो तर त्यांचं एक लक्ष पुस्तकांमध्ये आणि दुसरं लक्ष त्यान अ, लोकांच्या डोळ्यामध्ये असतं. तर त्यांचे आई टू आई कॉन्टॅक्ट असतात ता की त्यांना ऑडियन्सची जो भावना आहे, ती समजून जायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं पुस्तक वाचतात तर सर्वात मोठी गोष्ट कसं ना? की आता तुम्ही प्रत्यक्ष उभेच सर्वांच्या समोर आणि कोणचीतरी कथा सांगताय, तर तुमचे फेस एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज तुमची शब्द ही अ, असं असतं ना की तुम्हाला माहितीये आज असं झालं होतं. मग माझी आई गेली होती. पण तेव्हा ना माझ्या बाबांनी असं करून दाखवलं तुमच्या ते जो टोनचा वर खालचा फ्लो असतो ना ते खूप गरजेचं असतं. त्या टोनमध्ये डीपनेस किती आहे?
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. अरे वाह! हं.
त्या टोनमध्ये तुम्ही असं काही क्रिएट केलं का? की कोणाला भीती वाटायला पाहिजे असतं ना की कधी-कधी आपण ऑडिओ बुक्स वगैरे ऐकून घेतो ते पाठीमागून बॅकग्राउंड म्युझिक येतो. पण तुम्ही ऍज अ नरेटर बघाल तर तुमची आवाजच तो बॅकग्राउंड म्युझिक असतो. तो राजा असतो. तो दरवाजा असा खुलला. खूर मग ते दरवाजामधनं बाहेर गेले कोणीतरी. मग ती जो कहाणी म्हणण्याची पद्धत असते ना, त्याच्यामध्ये तुमचा टोन, तुमचे अ, एक्सप्रेशन्स सर्वात जास्त खूप गरजेचे असतात. नाहीतर काही, काही लोकं असताना पुस्तक वाचत बसले, वाचत बसले आणि पुस्तक संपलं. मग त्यांना ऑडियन्सला मज्जा येणार न मग तुमचं अ, श्रोतांना मज्जा येणार की मग कशाला घ्यायची हे पुस्तक? ही तर घाण पुस्तक एकदम मज्जा नाही येते. तर तुम्हाला पुस्तक विकण्यासाठी या मग किंवा असं म्हणू शकतो लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आहे ना तुम्हाला तो आय कॉन्टॅक्ट, एक्सप्रेशन्स किंवा म्हणा तुमचं अ, मधलं, मधलं थोडाफार संवाद ते ऑडियन्स बरोबर. तुमचं बॉडी लँग्वेज की तुमची जेव्हा बोलतात तर तुमचे हात कुठल्या प्रकारे आणि कुठे चालतात? आणि कसे चालतात? त्याच्यावर पण खूप काही निर्भर असतो. तर हे ही गोष्ट आहे तो लक्षात ठेवण्यासारखी असते.
बरोबर. हं. हां. हे तर खूपचं हां. <laughs> हां. हं. बरोबर. हम्म, अगदी बरोबर. हं. हं, बरोबर. हं, हं. बरोबर. हं. अगदी तुम्ही व्यवस्थितपणे ह्या गोष्टीला सांगितलं. मग ह्यामध्ये बघा ना, जेव्हा स्टोरी टेलिंग करतो. <swallows> कथा जेव्हा सांगतो, तेव्हा बघा, अशामध्ये संघर्ष आणि तथ्य आणि भावना ह्यात तुम्ही तुमचं संतुलन कसा ठेवता? म्हणजे फॅक्ट्स जेव्हा सांगायचे असतील, फॅक्ट्स दाखवायचे असतात, तेव्हा तुमच्या भावनांवर जास्त भर जर द्यायचा असेल, तर ते कसं प्राधान्य देता तुम्ही, जेव्हा फॅक्ट्स सांगायचे असतात आणि मग नंतर दुसरं तुम्ही सांगितलं की मी जंगलात राहिलो अशा प्रकारचे जे कहाण्या असतात?
अ, अं, काय असतं ना, की फॅक्ट्स तेव्हा सांगायला पडतात, जेव्हा समोरच्याला शंका असेल.
हं.
तर अ, प्रयत्न करा तुम्ही स्पष्टपणे बोला, की माझ्या लक्षात असं आहे काही, की झालेलं होतं किंवा असं की अ, ही माहिती मला इथून न भेटलेली. मला कोणीतरी एकने शिकवलं होतं की जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल, की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठूनन भेटली, तर त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल क्लेम सोडा. ही इन्फॉर्मेशन न मला अ, एवढ्या-एवढ्या पुस्तकांमधून भेटलेली आहे आणि असं-असं आहे. आता ते तिथे निवडायला जातील, तर ते त्यांचं, पण तुम्ही सांगून चुकला की यार त्या पुस्तकमध्ये होतं. तर तुमचा एक नीडेबल रेफरन्स असतो की त्यामुळे तुम्ही आपल्या फॅक्ट्स क्लिअर करू शकतात, की हां आपण ह्याला असं बोलून घ्यायचंय. पण जेव्हा भावनांची गोष्ट येते ना, तर अ, आह, मला असं वाटतं जेव्हा तुम्ही संवाद साधता किंवा बोलता किंवा ती कहाणी तुम्ही सांगतात ना, त्याचा अगोदर ती कहाणीला वाचून त्याला आत्मसात करून घ्या. तेव्हा ताकी ती कहाणी तुम्ही लिहिली आहे. तर ती कहाणी तुमच्या बद हून छान कोणी सांगू नाही शकत.
बरोबर. हं. हं. बरोबर. बरोबर. हां. हं. हं. बरोबर. हं, हे तर हां.
तर अ, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की ती कहाणी तुम्ही नाही लिहिली तुम्हाला वाचून सांगायची आहे. का की आजकाल ऑडिओ बुक नरेटर खूप सारे झालेले आहेत ना. तर त्यामुळे ती कहाणी आपल्याला आत्मसात करून घ्या. जेव्हा तुम्ही कोणचा कॅरेक्टर, की किंवा असं म्हणू शकतो कुठलंही काही सांगायला गेलं ना, तर त्याच्यामध्ये भावना तेव्हा येते जेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टरला फील करतात. आता पहा. पहिले शक्तिमान आलं होतं. शक्तिमानल्या लोकांनी असं खरं मानून घेतलं, की मग मुलं उड्या मारायला लागल्यात छत वरनच. शक्तिमान येणार वाचवायला. तर त्या हिशोबाने तुम्ही असं कॅरेक्टर निर्माण करून घ्या किंवा तुमची जो कथा आहे त्याच्यामध्ये एवढं भावनात्मक दृष्टिकोन टाका, की तुम्ही
हं. बरोबर. हं. बरोबर. हां. हं, बरोबर हं. हं. हं. बरोबर.
अ, जेव्हा अ, भावना टाकणार असतात, भावना बरोबर सांगतात. तर तेहीच आहे. आणि जेव्हा फॅक्ट सांगायचेत, तुमच्याकडे थोडेफार तथ्य राहायला पाहिजे, की असं-असं झालं होतं आणि असं यामुळे झालं.
हं. बरोबर. हो. मग अशामध्ये बघा ना तुम्हाला जर का सांगायचं असेल, की जर समोरच्याला जर शंका त्याला जर आली कुठल्या गोष्टीची किंवा तुमच्यावर विश्वास तो ठेवतच नसेल. तसं तुम्ही शक्तिमान बद्दल सांगितलं समोरच्याला डाऊट असेल, विश्वास ठेवतच नसेल तर मग त्या डाऊटला किंवा मग कधी-कधी असा आत्मविश्वासवरती त्याचा परिणाम पडू शकतो. मग त्याला तुम्ही कसं हाताळतात. आणि एखादी रिपेअर अशी स्ट्रॅटेजी तुम्ही वापरता का? की त्यामध्ये थोडं सांगू शकणार का?
हां, हां, हां. अ, अ, मी असं म्हणू शकतो, जेव्हा तुम्ही तुमची अ, कहाणी या कथा सांगितली आणि ती कथा संपली, तर तुम्ही हे म्हणू शकतात, की ही क आता बघतो आपण टीव्हीवर डिस्क्लेमर असतं. ही कहाणी तथ्यापूर्वी आहे पुरती आहे, ह्याच्यामध्ये काही खरं नाहीये आणि ह्याच्यामध्ये कोणाचं काही कनेक्शन नाहीये. फक्त अ, एक किम्वदंती आहे किंवा अशी अ, काल्पनिक कथा आहे. तर ते डिस्क्लेमर म्हणून कशाला देतात, ह्याच्यासाठीच देतात ना, की कोणाला जास्त त्याच्याबरोबर कनेक्टिव्हिटी नाही भेटली पाहिजे. तुम्ही थोड्याफार कनेक्ट व्हा आणि मस्तपैकी वाचून घ्या, शिकून घ्या, त्याच्यातून काही. पण त्याच्यामध्ये कसं असतं ना, की कधी-कधी लोक ना, त्याच्याशी एवढा विश्वास ठेवून घेतात, की त्याच्यावर अ, अवलंबित होऊन जातात, की आता शक्तिमान येणारच आपल्याला वाचवायला. आणि समोरच्याला जरी शंका झाली, की अं, की नाही हे खरं नाहीये, तर मग आपण नेमकं पहिले सांगून ठेवायचं ना, की ती कहाणी एक अशी अ, म काल्पनिक दृष्टी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अ, फक्त मग, त्याला फील करू शकतात, ते खरं नाहीये आणि म्हणजे थोडंफार खरं सांगू शकतात. जसं असं आजकाल असत ना, की कोणीतरी कहाणी लिहिली मी क्लास पुस्तक वाचली होती, तर त्यांनी हनुमानजीला रेफरन्स घेऊन कसं पूर्ण नवे प्रकारची कहाणी लिहिली, पण हनुमानजी तर रिअल आहे ना. तर मग त्यांची ती स्टोरीमध्ये थोडंफार कमी थोडं जास्त होणार असते. तर तुम्ही त्यासाठी बोलू शकतात ना, की असं झालेलं होतं त्यामुळे आपण असा प्रयत्न करतो.
हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं. बरोबर. हां. हम्म. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हां. हं, हं. बरोबर. हम्म. हं. बरं.
हां, तर तुम्ही ते सांगू शकतात. मला असं वाटतं, की ना, जेव्हा आपण कोणची कहाणी सांगायची ना, तर पहिले सांगायचं, की ह्याच्यामध्ये थोडंफार खरं आहे आणि थोडंफार आम्ही बनवून घेतलं आहे. ता की आज अ, आता धुरंधर मूव्ही लागली, तर त्यांनी सांगून दिलं ना, क्लिअर, की कोणीतरी माझ्यावर केस करेल, म्हणून ते पूर्ण स्टोरी लाईनच वेगळा आहे, जेव्हा की स्टोरी तीच आहे.
हं. <chuckles> हं. आह! बरोबर, बरोबर. म्हणजे पहिलेच येऊन त्यांनी सांगितलं, की हे असं, असं होऊ शकते, याचे काहीतरी कॉन्सिक्वन्स असू शकतात, म्हणून आम्ही त्याला थोडंसं आमच्या हिशोबाने आम्ही त्याला चेंज करत आहोत, जेणेकरून पुढे त्याचा काही हां, काही परिणाम नको व्हायला पुढे. हां, बघा ना, किती चांगल्या प्रकारे, छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला समजावलं, तुम्ही सांगितलं आणि तुम्ही तुमची रुची पण ह्यात दाखवली, की कसं तुम्ही जेव्हा कथा सांगता, तेव्हा समोरच्याला विश्वास मिळवण्यासाठी तुम्ही, म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनाने, तुम्ही त्याला कसं मेंटेन करता? त्याची रिपेअर स्ट्रॅटेजी काय आहे? आणि मग कसं त्याच्यामध्ये टोन वापरता, संवाद वापरता? आणि या चेहऱ्याचे हावभाव, खूपच छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून, धन्यवाद.
हां. हां, बस. घडलंय. महाभारत जेव्हा आली टीव्हीवर, तेव्हा पण असंच होतं ना? अगदी खरं. <chuckles> मला पण खूपच छान वाटलं. खूप-खूप धन्यवाद.